हेल्लो!
हेल्लो.
हां, हां, बोला ना.
अ, मेसेजेस अ, भरपूर येतात हा प्रॉब्लेम आहे, पण मग आपण अ, त्याला जसं नियम म्हणजे अ, मुद्दा काय चालू आहे? त्यानुसार काय चालू असेल, तर थोडेफार मेसेजेस पण येणार म्हणजे आपल्याला त्याचा खरंच चांगला वापर करायचा असेल आणि मुद्दा जर व्यवस्थित चालू असेल तर मेसेजेस कधी-कधी अ, चांगले अ, जास्त होऊ शकतात. पण अ, अ असं
हं. हं. हां. हं. हं. हो, त्या नोटिफिकेशनचा कधी राग येतो <coughs> का ओ? म्हणजे समजा खूप वेळ तुमचं वायफाय बंद आहे आणि जेव्हा तुम्ही सडनली वायफाय ऑन करताना ते असे खास म्हणजे सामुदायिक ग्रुपमधले आहेत ना, तर बॅक बॅक-बॅक-बॅक, टिंग-टिंग-टिंग-टिंग. <chuckles> तर त्यांनी कधी इरिटेट होतं?
अ, हो. हो, त्यांनी एवढं इरिटेट होतं ना, की मी माझ्या ग्रुपचे पण अ, नोटिफिकेशन्स बंद ठेवले आहेत. म्हणजे जेव्हा मला बघायचं आहे ना, म्हणजे मला वेळ आहे, म्हणजे हे एक साधन आहे आपल्याला दुसऱ्यांशी कनेक्ट होण्यासाठी. ह्याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक अ, अ, नोटिफिकेशनला एकदम टणक कण उडी मारून उडीच मारली पाहिजे त्याच्यामध्ये नाही ना? म्हणजे प्रत्येक फोन आला की आपण उच उचललाच पाहिजे असं नाही ना, आपण कामात असतो तेव्हा कट करतो फोन. मग प्रत्येक नोटिफिकेशनला आपण तसं रिएक्टच केलं पाहिजे अशी गरज नाही आहे ना?
हां. हं. हं. रिप्लाय. <chuckles> हां, हं. हो. हं, हं, हं, हं, हं.
त्याला थोडं कंट्रोल केलं पाहिजे, ते एकंदरीत नुसतं WhatsAppचं नाहीये ते सगळंच अ, फोनचाच तो तसा प्रॉब्लेम आहे. सगळे सोशल मीडिया सगळं काय आलं, नवीन काय झालं? म्हणजे अडकूनच राहिलो आहोत आपण त्यामध्ये त्यातून बाहेर आलं पाहिजे.
हां. हं. नक्क अ, आणि एक म्हणतो ना, की आपण माहिती ग्रुपमध्ये माहिती देतानाही अ, आपल्याला खूप अशी अ, वाटतं का की सामुदायिक ग्रुपमध्ये माहिती शेअर करताना आपण खूप ती विचारपूर्वक अ, करणं गरजेचं आहे काही डिटेल्स अ, आपण शेअर नाही केले पाहिजे असं वाटतं का?

नक्कीच, नक्कीच. अगदी अ, बरोबर आहे. पण कधी असं झालंच की अ, काही कारणामुळे वाद झाले किंवा ते दिसतय थोडी डिसएग्रीमेंट दिसतेय. तर ते कसं हाताळतलं पाहिजे? असं तुम्हाला वाट
त्याला अ, असं भरपूर वेळा झालं म्हणजे स अ, सुरवात जेव्हा ग्रुप नवीन-नवीन असतो. तेव्हा नवीन-नवीन विचारांची माणसं येतात आणि सुरुवातीच्या काळात मग तो एक अ, जो बॅलन्स होईपर्यंत म्हणतो ना अ, असतात, की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे अशामध्ये वाद झालेला होता आणि त्यात मग त्यांना म्हणजे तो विषयच टाळता येईल का? असं मी बघत होते. आणि जर टाळता येत नाही तर दोघांनाही अ, मधला मार्ग काढायला म्हणजे म्हणतो ना
हं. हं. हं. हं, हं, हं. हं. हां.
तुझं पण नको, त्याचं पण नको, थोडंसं दोघांनीही हे करून कर हं, हं आणि जमत असेल तर तो विषय नको वाटतोय ना, म्हणजे त्याने वाद वाढतोय ना, तर तो विषयच काढलेला बरा, असं हे मेन ट्राय करायला मी बघते.
हं. मिडलमेन. हां. अ हं. अरे वाह! नक्कीच, नक्कीच. कधी असं झालंय का की खूपच अ, म्हणतात ना की अ, एखादी व्यक्ती असते ना ग्रुपमधली ती जर काहीतरी वेगळेच विचार असतात किंवा भाषा वेगळी असते. मग आपल्याला असं वाटतं की ती व्यक्तीला ग्रुपमधनं काढून टाकणंच बरं <chuckles> तसे कधी झाले?